फोरेनर्स बाई आणि अ, पुरुषाचा तोल ठेवत नाही. त्यांना काही वाटत नाही, की ते कुठेही कसेही कपडे घालतात, कपडे बदलून घेतात, त्यांना काही त्रास नसतो त्याचा.
अच्छा. बरोबर.
आणि आपल्याकडे कसं की "अरे बाई माणूस, बाई माणूस." आपण कसं ते मुलं आजकालची ना हल्ली असं म्हणू शकतो की ह हावरट झालेली आहे. पण जसं एक खाण्याचा पदार्थ बघतो आणि तसं आपण बाईला बघतो.
हां. खूपचं. हां. बरोबर. म्हणजे एक ऑब्जेक्ट म्हणून बघतो बरोबर आणि कुठेतरी कंटेंटच आजकाल असं सोशल मीडियावर होतंय ते पण एक कारण असू शकतो.
पण त्यांच्याकडेच तसं नसतं. काय? हो. तेथे कसं सोशल मीडियावर घाण झालेला आहे आता ज्याची की मतलब तेच नाही. मी म्हणतो तुम्हाला, माझ्याबरोबर ते फॉरेनर्स फिरत होते ना, तर त्यांनी मस्तपैकी छोटे-छोटे, छान-छान कपडे घातले होते. ते त्यांची संस्कृती जपत होते. ते तुमच्या संस्कृतीमध्ये नाही वावरले तरी त्यांची आणि मुलं त्यांना बघतात आहे, "वाह किती." आणि आम्ही लोकं आमच्या ह्याच्यामध्ये. तर एक मुलगा आला मला बोलायला, "हे कुठे भेटतात? कसे भेटतात हे?" तर म्हटलं, "तू आपलं काम कर बेटा, नाहीतर इथे मारतील तुला खूप. बाहेर पोलीस उभी आहे आणि तुला हॅरेसमेंटसाठी आतमध्ये टाकतील." मग तो पटकन घाबरून गेला पण.
हां. बरोबर. हां. अरे बापरे! हो ना. अच्छा. हो ना.
काय लोकांचा दृष्टिकोण एवढं घाण झालेलं आहे ना आज की आप आपण काय आप कधी-कधी आपल्याला वाटतं की आपल्या
ते डायरेक्ट त्यानं जजमेंटच पास केली तुमच्यावर नाही का अझ्युम केलं की असंच असेल म्हणून.
हां. ताकी आजकालचं ना, काय झालेलं आहे मी सांगू तुम्हाला, सोशल मीडिया एवढा अ, विपरीत वागतोय ना लोकांच्या बुद्धीबरोबर तर त्यांची कधी-कधी त्यांची मानसिकता एवढी घाण होते की त्यांना अ, समजमध्ये नाही येत ते कसं. आपण मानव आहे तर मानवासारखा विचार करा ना. राक्षस नाही आहे आपण. राक्षसी वृत्ती ठेस ठेवूच नाही मनुष्याने आणि केवढं आणि मी तुम्हाला सांगू, मी त्या ट्रिपमधून हे शिकलो ना, की जीवनामध्ये तुम्ही कुठेही जाल, क कसेही राहाल पण तुमचं व्यक्तित्व ना दिसायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो त्या मुली माझ्याबरोबर एवढं सेफ फील करायच्यात ना, ते मला म्हणायचे. ताकी आम्ही कुठे बाहेर थांबलो ना, तर आम्हाला एक हॉटेल या मग टेंट ब अ, भेटालाच. एक एक अ, असं आम्ही गेलो होतो तिथे, तर ते म्हणाले की "आमच्या टेंटमध्ये थांबा." ताकी तिथे मुली आणि मुलं एकच टेंटमध्ये होते. तर तो म्हणाला, "मला नाही आवडणार मी बाहेर खुर्चीवर झोपतो." "नाही, नाही, नाही, तू आतमध्ये ये." मग त्यांच्यामध्ये एवढं, तुम्हाला एवढा विश्वास करतात ना, तर तुमचं व्यक्तित्व कधी हरवायला नाही पाहिजे.
हो ना. खूपचं. अगदी बरोबर. हो ना. हां. हां. अच्छा. अच्छा. अच्छा. बरोबर.

ते रॉक बॅन्ड आहे. गाणे गातात ते.
अच्छा. हम्म.
तर त्यांनी काय ते Beatles आश्रम ते एका आश्रमात गेले होते. का की त्यांची ह गाणी हिट नव्हते होत. तर त्यांना कोणी सांगितलं असेल की तुम्ही ऋषिकेश जा आणि तुम्ही देवाच्या सानिध्यात बसा. तुम्हाला छान वाटेल आणि मग होऊ शकतो. तर त्यांनी Beatlesनी ऋषिकेशला जेवढे गाणे लिहिले ना, ते लोकं आज पण त्यांची स्टोरी आहे तिथे. जेवढे गाणे लिहिले ना त्या लोकांनी, तेवढे गाणे अ, सफल झाले आणि Beatles खूप मोठं नाव झालं, Beatles बँड म्हणजे करून. तर मग
हां. अ हां. हां. अरे व्वा! हं. हा कोणता इंडियन बॅन्ड आहे, का फोरेनचा आहे?
नाही, नाही, इंडियन नाही. फॉरेनर्स, फॉरेनर्स. ऋषिकेश अर्धवट फॉरेनरचं आहे. का की असं म्हणतात, की त्या जागी ना परमेश्वर भेटतो. तर फॉरेनर्स तिथे परमेश्वराला बघायला आणि त्यांच्याशी भेटायला येतात. तर तिथे मोस्ट ऑफ द लोकं त्या तिथे आश्रम वगैरे असतात ना तिथे आश्रमामध्ये थांबतात. तर मी त्यांच्यासाठी शूट केलं. त्यांच्याबरोबर मतलब 5 दिवस फिरलो. त्यांनी मला काही एक पैसा, एक दमडी खर्च नाही करून दिली. मी फक्त त्यांच्यासाठी शूट, शूट केलं आणि मला खूप छान वाटलं, की भाई मला ना पैसा खर्च करायचा, ना फक्त आणि ह्यांच्याबरोबर फिरा, मजे करा आणि येऊन जा.
अरे बापरे! अरे वाह! अच्छा. हो ना. अगदी बरोबर. म्हणजे अनपेक्षित अ, तुम्हाला एक बॉन्डिंग तिथे भेटली नाही का. एक ग्रुप भेटला. हं. अ, मला हेच विचारायचं होतं, की सोलो ट्रॅव्हलिंगचा हाच मजा असतो का? म्हणजे अनोळखी व्यक्ती भेटतात आणि त्यांच्यासंगं संवाद होऊन जे एक अ, नवीनच काहीतरी म्हणतात ना, अ, योगायोगाने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, नाही का?
मग ते Beatles आश्रम असेल हो. म्हणून तर मी म्हणतो, मी मी माझा एक छोटा भाचा आहे माझा